अ, कोरियन ड्रामामध्ये स्काय-फाय असं असतं ना, म्हणजे थोडसं अ, अ, अ, पा अ, त्यांचे एक जुन्या काळातले पण ड्रामाज आहेत, जसे आपले राजे महाराजे वगैरे होते ना, तसे त्यांचे त्या टाईमचे पण जुने हिस्टॉरिकल ड्रामाज असं म्हणतात त्याला. अ, ऐतिहासिक अ, ते पण आहेत. पण काही-काही अशी एकदम स्काय-फाय वगैरे आहेत. म्हणजे कोणाला काहीतरी शक्ती येते. जसं काय आपला आहे ना, "अगं बाई अरेच्चामध्ये" त्याला अ, बाईचा आवाज अ, मनातलं कळतं. हां, म्हणजे काहीतरी वेगळं असं नेहमी सारखं नाही, काहीतरी तेच, तेच, तेच. एक रा काय म्हणतो ना, एक हीरो, हिरोईन काहीतरी गडबड आणि मग सॉल्व्ह झालं असं नाही. म्हणजे ह्यांचं काहीतरी वेगळंच असं अ, असतं. मग एक पास्टमधून फ्युचरमध्ये व्यक्ती आली किंवा फ्युचरमधून पास्टमध्ये अ, म्हणजे असं भूतकाळ, भविष्यकाळ ह्याच्यातला असं काहीतरी किंवा अ, भुताचे पण अ, अ, कॉमेडी वगैरे थोडेसे की अ, असं म्हणतो ना, शरीर सोडतोय आणि ती गाईड करते आणि नंतर मग अ, ती परत त्या कॉमा स्टेटमध्ये असते आणि परत जिवंत होते वगैरे असं काहीतरी म्हणतो ना, थोडं आपलं मिस्टर इंडिया स्टाईलमध्ये पण म्हणा की त्याला ते इन्व्हिजिबल होतो, तसं एखाद्याला काहीतरी जास्त दिसतं, म्हणजे वास बघता येतो असे पण काही-काही वेगळे-वेगळे ड्रामाज होते. स्काय-फाय असं म्हणता येईल. हो, हो, हो. हं. हं, हं.
हं. अच्छा. हो, हो. हां, हां. बरोब <chuckles> हां, हां. हां, हां. हां, हां. अच्छा. हो, हो. हां, हां. बरं. <chuckles> वाह! इंटरेस्टिंग आहे हे सगळेच्या सगळे हे विषय. मग अ, तेव्हा असं काही तुम्हाला वाटलं म्हणजे त्या तुलनेमध्ये भारतीय टीव्हीमध्ये तुम्हाला काय बदल आढळला?
हं.